पल, पल, पल, दिल के पास असले गाणे होते ना ते आहो, म्हणजे बघा ना तर कसं सांगत आहे, तू माझ्या हृदयापाशी राहते, एकदम जवळ.
अ, म्हणजे? म्हणजे असं एकदम अ, सूर आणि अर्थही त्यात दडलेला असायचा आणि एक काय म्हणतो आपण स्टोरी जी म्हणतो म्हणजे, अ, जसं जसं तुम्ही आता म्हटलं की पल पल दिल के पास. म्हणजे एक काय म्हणतो आपण. अ, आशिक <chuckles> गाणं गातो आहे त्यामधून आपल्याला असं दिसून येतं नाही का?
हां, हां, हां. हां. आणि मराठीचा एरा असू या बॉलिवूडचा दोन्हीसुद्धा फेमस होतं नाही का. मराठी पण कमी नाही आहे त्यामध्ये. ते बघा तुम्ही मराठीचं गाणं आहे की ही चाल तूरु तूरु, उडती केस भुरुभुरु, डाव्या डोळ्यावर बट वळली, जशी मावळत्या उन्हात केवडाच्या बनात नागिन सळसळली. ही चाल तूरु तूरू, कशी उडती भुरुभुरु, डाव्या डोळ्यावर बट वळली. <laughs> लय भारी गाणं होते. हो.
हां, अगदी बरोबर. कोणतं? हे केस भुरू-भुरू हां, अगदी बरोबर. हं, हं, हं, हं. अरे वाह! वाह! हं. <laughs> मस्त. मस्त सूर आहे तुमचा. आणि <laughs> आणि. <chuckles> नाही अ, मनापासून गाणाऱ्याचा सूर चांगलाच असतो त्याच्यासाठी असं मी म्हणेन. कारण की हं, हं, हं.
<chuckles> <sniffs> अ, मला वाटत नाही. <sniffs> अ अच्छा. धन्यवाद, धन्यवाद. नाही. अ, म्हणतात ना मला आवडायचं ओ, बाकी काही नाही. आणि म्हणतात की अ, जे गाणे होते ते एकदम असं मनाला भावणारेच होते, ते जुने गाणे.
म्हणजे तुम्ही असं दिसतंय तुमचा कल जो आहे खूपच जास्त 90sच्या काळातला जो आपण म्हणतो ना अ, सुवर्णयुग होता गा गाण्यांसाठी. त्या काळातलेच तुम्हाला जास्त कल जास्त दिसतो आहे, पण आजकालची गाणी कोणती अ, तुमच्या आवडती आहेत का? जे तुम्ही पुन्हा-पुन्हा रिपीट मोडवर ऐकता? म्हणजे हिंदी झाली, मराठी झाली, कोणतीही?
अ, मला कसं म्हणायला?

"जागं झालंय सारं गाव तांबडं फुटाया लागलंय, जागं झालंय सारं गाव तांबडं फुटाया लागलंय. तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलंय, तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलंय." <laughs> म्हणजे म्हणतात ना. <laughs> ते भारी होतात हो जुने गाणे म्हणजे नाही का? असं. <clicks tongue> आनंद देत होते मला एकदम नाही का?
हां, हां, हां. अन <chuckles> <chuckles> अगदीच, अगदीच. बरोबर. हं, हं, हं, हं. अ, अशी कोणती तुमची अ, गाणे आहेत का अ, की वेगवेगळी गाणे अ, समजा जसं तुम्ही उदाहरण दिलंत. म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगानुसार आपण गाणी ऐकतो बघा. हो. उदाहरण द्यायचं झालं तर उदास असेल किंवा खुश असेल आपण त्या प्रसंगानुसार. हं.
हां. अ, बघा उदास होतो ना, तर मी ते गाणं गायचो, तुम्हाला सांगू का? अ, बघा ते एक आहे खेळ मांडला. "तुझ्या पाया निशी कुणी सान थोर नाही. साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई, तरी देवा सर ना हयो भोग कशा पायी? हरवली वाट दिशा अंधरल्या धाई, ववाळून उधळतो जीव माय-बापा, वनवा हयो उरी पेटला खेळ मांडला, खेळ मांडला."
कोणतं? खेळ मांडला. अच्छा. हं. अरे वाह!
लई भारी होते गाणे जुने.
अरे वाह! वाह! वाह! खूपच छान तुमचा आवाज आहे. आणि मस्त तुम्ही गायलत. <laughs> <giggles> नाह नाही एक अ, सपोर्टिव्ह अ, म्हणजे म्हणून म्हणतोय मी, ते आहे पण तुमचा आवाज छान आवाज आहे. आणि यामध्ये असं कोणता प्रसंग एक सांगितलं तुम्ही दुःखाचा, आनंदाचा प्रसंगाचं कोणतं गाणं आहे? ज्यामध्ये
<chuckles> <laughs> नाही, नाही. मला नाही वाटत, नाही का? <laughs> हं, हं, हां, हां, हां, हां, हां. अ, हां. एक होतं की नाही का अ, म्हणतात ना की लहानपणी असं अ, माझ्या वेळेस ते म्हणतात ना ते असं प्रेम वगैरे पिक्चर लई यायला लागले. मग तेव्हा 1 गाणं होतं.

तर तुम्हाला असं वाटतं का? आजकालचे गाणे तुम्ही म्हणालात, आहे पण तेवढा तुमचा आवड नाही, जेवढा कल तुमचा 90sच्या गाण्याकडे आहे. तर यामध्ये अ, धांगाडधिंगा जो आहे, आजकल गाण्यामध्ये त्यामुळेही थोडं, कानावरती व्यवस्थित वाटत नाही असं वाटतं.
हां, हां. म्हणजे अ, बघा. अ, हां. हो. म्हणजे आधी बघा ना, की अ ते गाण्यांमध्ये एक कला होती म्हणजे एक हे बॉलिवूड गाणं बघा. ओ, मेरे राजा! देर से आयी, दूर से आयी. <chuckles> ते असं म्हणतात ना, किन आफतों को लेके आई, वादा तो निभाया. म्हणजे ती सांगते सगळं, की मी काय-काय, काय-काय टेन्शन घेऊन आले बाबा, मी तुझ्यासाठी आले ना इथपर्यंत. हां. त्यामध्ये संजू राठेचं पण आहे ना, अ, मला थोडं का चांगलं वाटतं, की ते तसंच हे बघा ना, काजळ लावून आले मी आज, असं नका बघू येते मला लाज. नाही का? <chuckles> केला शृंगार आज घातलाया साज. नाही का, दिसते मी भारी, जणू अप्सरा मी आज म्हणजे ती सांगते मी असं तुझ्यासाठी नटून आले, तटून आले. एवढं सगळं करून आले. म्हणजे तू, अ, नाही का, असं ते सांग. लिरिक्स म्हणजे समजले पाहिजे हो ते गाण्यांचे, नाहीतर काहीतरी येड्यासारखं ते धांगाड-विंगाड, अय्ये! आपल्याला नाही आवडत.
<chuckles> की बरोबर. अगदी बरोबर. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. बरोबर, बरोबर. <chuckles> अ, जसं तुम्ही सांगितलत, की अ, आधीच्या काळातले तुम्हाला गाणे आवडायचे, तर आजच्या पिढीसाठी जेन झी जी आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल, की अ, हे गाणं तुम्ही नक्कीच ऐका म्हणजे एक पिढीतलं गाणे द्यायचं असेल.
बघा मी सांगणार, जुने 90sचे गाणं ऐका. आणि त्यांना सांगून काही फायदा नाही आहे हो, बघा ना.
म्हणजे त्यातल्या त्यात एखादं एखादं गाणं सांगायचं असेल उदाहरण म्हणून, हे तुम्ही नक्कीच ऐका म्हणून.
अ, आजकाल मैत्री त्यांच्यात नाही आहे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, ते गाणं ऐकायला सांगाल मी शोलेचं. आणि कसं आहे, शिळ भा म्हणतात ना ते पिझ्झा आणि बर्गर खाणाऱ्यांना काय जुने गाणे आवडणार, तरी बघूया. छान वाटलं बोलून.
हो, हो. हं, हं, हं. अच्छा, अच्छा, अच्छा. कायच सांगणार आपण, बरोबर. खूपच छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि मस्त तुम्ही सांगितलीत अ, गाणी. आणि आपण नक्कीच पुन्हा भेटूयात, खूप-खूप धन्यवाद!
हो, हो. धन्यवाद.